तर आपल्या भारतीय जेवणामध्ये शाकाहारी पदार्थांचं भरपूर महत्त्व आहे. पण त्याचबरोबर काय आहे ना? की आपल्याला मांसाहार करायला देखील भरपूर लोकांना आवडतं आणि मग कधी-कधी अशी हे होतं, की आपल्या धार्मिक परंपरेमुळं जसं की श्रावण महिना आला किंवा कधी काही सण समारंभ असतात, व्रत वगैरे असतात तर आपल्याला मांसाहार करता येत नाही. तर मग आपण अशा वेळेला असं काही करू शकतो का? की शाकाहारीचं पदार्थ पण त्याची टेस्ट जी आहे, ती आपल्या आवडत्या मांसाहारी पदार्थासारखी वगैरे लागू शकेल. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल?
बरं. हो, हो अगदी, अगदी. म्हणजे तुम्ही ना अगदी जिव्हाळ्याचा विषय निवडला आहे. कारण की मला वाटतं खाणं, जेवण हे सुख आहे. <chuckles> आपण जसं म्हणतो ना, की अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि एकदा सवय लागली असेल ना तुम्हाला एखादी गोष्ट खायची, की ते परत-परत तुम्हाला असं वाटतं, की जसं आईने एखादं नॉन-व्हेज पदार्थ बनवला आहे. मग ते फी अ, माशाचं कालवण असू दे किंवा चिकन फ्राय असू दे. मग तुम्हाला असं वाटतं, की अरे! आता आपण मिस करतो आहे. पण मला असं वाटतं ना
हो, हो. हो, हो. खरं आहे, खरं आहे, हो. बरोबर आहे. खायची. अच्छा. हो, हो, हो. बरोबर आहे. मिस करतो किंवा परत-परत खायची इच्छा होत राहते आपल्याला की खाऊयात आज. हं, हं.
हो. पण मला आठवतं आहे. एकदा मी ठरवलं होतं, की अजिबात मांसाहारी पदार्थाचं सेवन नाही करायचं. 1 वर्षाप्रमाण अ, 1 वर्षा प्र पर्यंत.
अरे बापरे! म्हणजे त्याच्या आधी तुम्ही भरपूर खात वगैरे होता आणि अचानक तुम्ही डिसिजन घेतला की नाही खायचं.
हो. हां. कारण की एकतर मी नाईट शिफ्ट करत असल्यामुळे थोडे माझे अ, म्हणतात ना, की हेल्थ इश्यूज झाले आणि मग डॉक्टरांनी सांगितलं, की थोडा कमी कर. म्हणजे तुला जरा एसिडिटी वगैरे जरा कमी होईल. मग मी ठरवलं, की चला आपण 1 वर्ष प्रयत्न करून बघूया.
बरं. अच्छा.
की आपल्याला कसं वाटत आहे? कारण मला वाटतं ना कुठेतरी तो समन्वय आणि तो समतोल साधणं गरजेचं आहे. की तुम्ही
बरं, बरं. अच्छा. गरजेचं आहे. बरोबर आहे ते.
हां. दोन्ही गोष्टी खा पण त्या प्रमाणात खा. असं पण नाही आहे, की खूपच नॉन व्हेज तुम्ही रोजच खात आहे. चव छानच लागते. पण त्याच्यामध्ये तुम्ही किती कॅलरीज खाता, खूप तेल असतं.
हं. रोजच खात आहे. बरोबर आहे. हं.
खूप आणि ते ना खूप खाल्लं जातं. त्यामुळे तुमचं वजन सुद्धा वाढतं.
बरोबर आहे. वजन वाढण्याची शक्यता असते किंवा ते पाचवायला पण तेवढंसं आपल्या एनर्जीला जास्त म्हणजे बॉडीला जास्त एफर्ट करावे लागतात. ही पण एक गोष्ट आहे.
हो. बरोबर, बरोबर. पण काही-काही पदार्थ असतात ना म्हणजे मी तुम्हाला 2-3 पदार्थ सांगू शकते, की अ, ते तुम्ही जर बनवून तशाप्रकारे खाल्लेत ना, तर तुम्हाला जास्त म्हणजे मांसाहारी पदार्थाची जास्त आठवण नाही येणार. एक तर सोयाबीन.
हो, हो. सांगा ना. हो, हो. अरे वाह! <chuckles> अच्छा. बरं, बरं.
आपण हो, हो. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल ना, की आपण काहीतरी नॉन-व्हेज खाल्लं पाहिजे, तर सोयाबीन असं भिजवून त्याची तुम्ही छान कांदा, लसूण, थोडंसं आलं आणि खोबरं यांची छान अशी पेस्ट तयार करायची आणि ती लावून ठेवायची, त्याला थोडं मॅरिनेट करायचं आणि आपला बासमती तांदूळ असतो हो, हो, हो.
हां, हां, हां. हं. हां. अच्छा. मॅरिनेट करायचं. हम्म.
आणि मग त्याची बिर्याणी बनवायची.
अच्छा! अरे वाह, वाह! म्हणजे ते सेम त्याचं टेक्स्चर जे आहे ते एकदम चिकनसारखं वगैरे बनेल.
मग तुम्ही तुम हं. हां. बरोबर. मग तुम्ही अशा वेळी ना तुम्ही कोणाला फसवू सुद्धा शकता. च अ, आता चला आपण हो, म्हणजे असं झालंय माझ्या भावा
हं. अच्छा. <chuckles> तुमच्या कधी, की असं कोणाला फसवलंय?
हो, हो. माझ्या भावाचा मित्र आलेला आणि आमचा सगळ्यांचा श्रावण चालू होता.
अच्छा, अच्छा.
आणि आणि त्याला माझ्या भावाने सांगितलं, की आम्ही काय एवढं मानत नाही वगैरे. आमच्याकडे घरी श्रावण काय आम्ही करत नाही वगैरे, कधी करतो, कधी नाही. तर अ, मग नंतर आईने सोया आई माझी घरी नव्हती तेव्हा. आणि अ, त्याला मग आम्ही सांगितलं, की "हो, आम्ही ना, चिकन बिर्याणी बनवली आहे, तू खाशील का?" आता त्याच्या घरी अगदी म्हणजे म्हणतात ना, की असं स्ट्रिक्ट पाळतात. पण त्याला खायची इच्छा. मग आम्ही आम्ही त्याला आम्ही त्याला सोयाबीनची बिर्याणी खायला दिली आणि मग विचारलं की "कशी लागली बिर्याणी?" तर तो म्हणाला, "अरे, मस्त एकदम तृप्त झालो, काय मजा आली." आणि नंतर आम्ही त्याला सांगितलं, "अरे, नाही बाबा, ती चिकनची नाही, सोयाबीनची बिर्याणी आहे." तर असं
<chuckles> <chuckles> हां, हां, हां. बरं, बरं. <chuckles> <chuckles> बरं. <chuckles> <chuckles> अच्छा, अच्छा. <chuckles> अच्छा. <chuckles> अरे वाह, वाह! <inhales>
तुम्ही थोडे बदल केलेत ना, म्हणजे जे पदार्थ तुम्ही त्याच्यामध्ये टाकता. थोडीशी अ, म्हणतात ना की कांदा, लसूण आणि हां, वाटण वगैरे.
हां, हां, हां. हां, हां. ते मसाले वगैरे आहेत किंवा ती बनवायची पद्धत, तर त्याने ते त्या लेव्ह त्या टेस्टपर्यंत तुम्ही जाऊ शकता की जी नॉन-व्हेजमध्ये टिपिकल जी टेस्ट असते त्या टेस्टपर्यंत आपण पोचू शकतो.
बरोबर. हल्ली तर अ, तुम्हाला म्हणजे कितीतरी लोकं जे व्हेगन ही संस्कृती आता जी प्रचलित होत चालली आहे, ती लोकं अ, आता मांसाहार कमी करतायत आणि ते जास्तीत हो. जास्तीत जास्त शाकाहारी बनायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. अ, तुम्ही आता बघाल की कठल बिर्याणी. म्हणजे जे फणसाची कच्चा जो फणस असतो ना, त्याच्यापासून बिर्याणी बनवतात.
हां. बरोबर आहे. कमी कर हां. बरोबर. हां. हां. बरोबर. हो, हो, हो.
आणि जसं तुम्ही म्हणालात की टेक्स्चर
बरोबर आहे.
तर, त्याचं जे टेक्स्चर आहे ना, ते तुम्हाला असं म्हणजे ज्या जे लोकं नॉन-व्हेज खातात ना किंवा त्यांना अशी सवय असते, की ते असा छान तो पीस मोडायचा आणि त्याच्या अशा रेषा-रेषा बाहेर येतात.
हं. हो, हो. अच्छा-अच्छा. हो, हो. अच्छा.
तर त्यांना ते कळतं, की हां, हे म्हणजे हाताला एक म्हणतात ना एक फील येतो, की अरे, आपण नॉनवेजचाच एखादा पिस खातोय. हो, हो.
बरं, बरं, बरं. हां, हां, हां. बरं. तो बाईट येतो, असं दाताखाली बाईट येतो तो असा.
बरोबर. तो बाईट येतो दाताखाली. तर त्यामुळे आता, मला वाटतं कोव्हिडनंतर सगळ्यांनीच ही विगन संस्कृती थोडी, थोडी ना म्हणजे आत्मसात करायला सुरुवात केली.
हो, हो. बरोबर आहे.
तुम्ही बघाल, जे अगोदर बरेचसे असे चेन्स ऑफ अ, म्हणजे जे म्हणतात ना, की McDonald's आहे किंवा इतर KFCमध्ये वगैरे ना, अगोदर शाकाहारी जे पर्याय असायचे, ते खूप कमी असायचे.
हो, हो, हो. कमी असायचे. बरोबर आहे.
पण आता जर तुम्ही बघाल, एकतर ते भारतात आल्यावर त्यांना कळलं, की भारतातले बरेचसे जे आहेत लोकं. ते शाकाहार पसंत करतात. मांसाहार चालत नाही त्यांना. मग त्यांनी बरेचसे
हं. खरं आहे. ते चाळीस टक्के तरी आपले लोक अजूनपण शाकाहारी प्रिफर करतात. किंवा नाश्ता शक्यतो लोक असं क्वचितच एखादा व्यक्ती असेल, की तो नाश्ता मांसाहार वगैरे करेल. तर लोक शाकाहारी पसंद कर
हो, हो. बरोबर. कारण की सकाळी उठून आपण मांसाहार नाही खात. म्हणजे अगदीच तुम्ही बघाल तर, काही लोकं अंडी खातात. मला वाटत नाही सकाळी उठून कोणी चमचमीत चिकनचा रस्सा वगैरे, तर्री असं कोणी खात नाही. आपल्याकडे सकाळी म्हणजे ठरलेले महाराष्ट्रीयन, जर पद्धती म्हणायच्यात तर, तुम्ही बाहेर जरी गेलात तर तुम्हाला कांदे पोहे आहेत, उपमा आहे, हे सगळे म्हणजे शाकाहारीच प पदार्थ तुम्हाला भेटतात.
नाही खात. हो. <chuckles> बरोबर. हो, हो. हो. बरोबर आहे. पदार्थ जास्त करून मिळतील. बरोबर आहे.
हो, मिसळ, वडापाव हे पण शाकाहारी पदार्थ आहेत. तुम्ही असं म्हणजे
बरोबर आहे, बरोबर. हं, आणि ते सगळं वीगन आहेत म्हणजे असंही एक विशेष आहे, ना की फक्त शाकाहारी नाही तर ते वीगनदेखील आहेत. तर दूध वगैरे पण असं क्वचितच एखाद्या पदार्थामध्ये असतं.
हो. बरोबर, बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं ना, की आपण आता जे आपलं चाटसुद्धा जी संस्कृती आहे की पाणीपुरी, सेवपुरी वगैरे तर ती सुद्धा आपण बघितली ना, तर ते पण सगळे पदार्थ जे आहेत ते सगळे वीगनच आहेत; आणि हा सगळा जो अ, आपला जो शाकाहारी जी संस्कृती आहे बाहेर जेवणाची डोसा म्हणा, काहीही म्हणा ती तुम्हाला बाहेर परदेशात तशी नाही मिळणार. जर तुम्ही बघितलं कंपेअर करून.
हो, हो. बरोबर आहे. हं, हं, हं. हो, हो, खरं आहे ते. हां, हां. नाही, ना. हां, हां.
आणि मला असं वाटतं ना, की काही, काही तंत्र तुम्ही म्हणजे जेवण पद्धतीतली वापरलीत ना तर बराचसा जो म्हणतात ना, की एक अ, एक अ, डिफरन्स असतो, की अरे शाकाहारी पदार्थ थोडे असे कमी चमचमीत लागतात.
बरोबर आहे. हां. बरोबर आहे. कमी असतात, टेस्टी नसतात किंवा मग ते असं काही-काही जणांचं असं म्हणणं असतं, की त्याच्यामध्ये ती किक नाही आहे. तर ते कुठतरी तुम्ही मिस आउट नाही करणार जर तुम्ही एक वेगवेगळ्या पद्धतीने जर गोष्टी करत राहिले तर किंवा त्याला जर तुम्ही नॉनव्हेजसारखा जर थोडासा फ्लेवर दिला तर निश्चितपणे र लज्जत जे आहे ते आणखीन जास्त वाढवू शकते. खूपच छान.
किंवा हां. हो, हो. जसं मी जसं मी तुम्हाला सांगू शकते, की माझी बहीण आली होती. एकदा नाशिकवरून आणि तिने सुरणाचे काप बनवले होते. आमच्या घरी सुरण म्हणजे अजिबात एंट्रीच नाहीये.
हां. बरं. बरं.
आप आम्ही कधीच सुरण खात नाही.
<chuckles> बरोबर आहे.
कारण की
अच्छा.
अ आम्ही कधी बनवलंच नाही, माझी आई कधी बनवायची नाही. पण तिने ते सुरणाचे काप बनवले. हां.
बरोबर आहे आणि ते कसं बनवायचं, हे लोकांना माहिती नसतं आणि ते दिसायला पण विचित्र दिसतं आणि ते घेऊन करायचं काय हा पण एक प्रश्न. <chuckles>
हो. बरोबर. आणि मी म्हणाले, की आता तू सुरणाचं काय बनवणार आहेस आणि ती मला म्हणाली की, "तू थांब जरा मी तुला बनवून दाखवते." आणि मग तिने ते सुरणाचे असे म्हणतात ना, की हां, आपण मला माहित नाही म्हणजे अ, असे एक-एक इंचाचे असे तिने काप केले होते आणि त्याला तिने छान असं लाल तिखट, अ, लसूण, आणि आलं, ह्याची सगळी पेस्ट, धन, जिरं हे सगळं तिने लावून ठेवलं, त्याचं मॅरिनेशन करून ठेवलं. आणि त्याच्यानंतर तिने कोटिंग केल्यानंतर अर्धा तास तिने केलं आणि त्याच्यावर आपण म्हणतो ना रवा आणि मैदा ह्याचं तिने कोटिंग लावलं आणि ते शॅलो फ्राय केलं.
<laughs> बरं. अच्छा. हां. अच्छा. अच्छा. बरं. अच्छा. शॅलो फ्राय केली. बरं.
आणि आम्हाला कळेच ना, की हिने सुरणाचे काप बनवलेत, की हिने म म्हणजे मासे बनवलेत, फिश फ्राय आपण म्हणतो ना, म्हंटलं हिने काय बनवलंय नेमकं फरकच कळत नव्हता. इतकं सुंदर लागत होतं ते.
अरे बापरे! <laughs> अरे वाह, वाह! म्हणजे तुम्हाला एकदम सरप्राईज झालं.
हो, हो. खूपचं सरप्राईज आणि आम्ही खातोय आणि म्हटलं, "आता कसं लागत अरे! इतकं छान कसं लागू शकतंय?"
अच्छा. <chuckles>
हो, कधी-कधी ना एखादा पदार्थ आणि म्हणजे काही-काही लोकांची बनवण्याची पद्धत सुद्धा.
हं. हो, हो, ते पण मॅटर करतं. म्हणजे अ, समजा जसं तुम्ही बिर्याणी म्हणाला, तर बिर्याणीमध्ये पण बघा ना म्हणजे कितीतरी लोकं बिर्याणी बनवतात. पण मग अ, काहींचं खूपच एक्सेप्शनल टेस्ट लागते. काहींचं जे आहे ते असं वाटतं, की उगाच आपला मसाले भात खातोय का काय असं वाटतं.
बरोबर. बरोबर, बरोबर. जसं आता मी अ, अ, म्हणजे आता मी माझ्या आईकडे राहत नाही, मी इथे अ, दुसरीकडे राहते. तर मी इतका प्रयत्न केला की माझी आई जशी कटाची आमटी बनवते, तशी मला एकदा तरी येईल चुकून-माकून. पण तो जो फ्लेवर आहे, ती जी चव आहे, आईच्या हातचं म्हणतो ना, आपण
अच्छा. हो, हो. <chuckles> अच्छा. हम्म. बरोबर. हो, हो, हो.
तसं नाहीचं येत. कितीही प्रयत्न केले मी आणि नंतर कंटाळते, कधी-कधी मी ना, फ्रस्ट्रेट होऊन जाते. अरे, कसं येत नाही आपल्याला. तेचं मग त्या दिवशी ना, जसं ताईने बनवलं, ते सुरणाचे काप, मी म्हणाले, "यार, कसं बनवलं हिने?" पण, मी पण प्रयत्न केला, पण तसं नाही बनत ते, बनतं
<chuckles> हं. अच्छा. <chuckles>
ते म्हणतात ना, की स्वयंपाक बनवणं ही कला आहे, पण अ, चांगला स्वयंपाक बनवणं
बरोबर. बरं, बरं. कला आहे. आणि कुणीतरी असं म्हणतात ना, की हाताला पण एक चव असते, असं आपण म्हणतो ना, की काही-काही कसही बनवले तरी चवीष्ट लागतं काही-काहीचं, असं असतं.
हां, हां. बरोबर. चांगला स्वयंपाक बनवण्यासाठी तुम्हाला एक्स्पर्टाईजचं पाहिजे. की काही-काही जणांच्या, काही-काही बनवलेले पदार्थ जसं, अ, म्हणजे म्हणतात ना की आमच्याकडे मामी आहेत आमच्या. काय छान डाळ बनवतात! म्हणजे त्यांनी साधा डाळ भात जरी बनवला ना, तरी तुम्हाला वाटेल, "अरे वाह, वाह, वाह, वाह!" त्यांच्या हातालाच चव आहे. काय माहीत कसं हे होतं.
हं. अच्छा. हो, हो ,हो. अच्छा! <chuckles> चव बरोबर. हं, हं.
काही-काही व्यक्तींच्या हातालाच चव असते.
बरोबर. खूपचं छान तुम्ही सांगितलं, म्हणजे थोडक्यात तुमचा जो मुद्दा मला असं वाटतोय ना, की शाकाहारी पदार्थ काही-काही लोकांना बोरिंग वाटतात. असं वाटतं की जर याच्यामध्ये आपल्याला एवढं जेवढं नॉन-व्हेज सारखं टेस्ट येणार नाही किंवा छान वाटणार नाही. मग तेच जर आपण व्यवस्थित बनवले, त्याच्यामध्ये जर थोडंसं अ, नॉन-व्हेजचा टेस्ट दिला, किंवा असा फ्लेवर्स ॲड केले, विशिष्ट पद्धतीने बनवले, तर निश्चितपणे ते देखील छान होऊ शकतात. आणि ज्या पण वेळेला आपल्याला श्रावण असेल, किंवा ज्या पण वेळेला आपल्याला नॉन-व्हेज नाही खाता येणार, तर आपलं कुठं मिस आउट होणार नाही आहे, मला वाटतं ते. तर हे खूप मला वाटतं महत्वाची गोष्ट आहे. आणि हे करायला पाहिजे सगळ्यांनी.
हो, हो. हो. सगळ्यांनीच करायला पाहिजे आणि काही-काही अ, मला असं वाटतं शाकाहारी पदार्थ असतात ना, की जसं अ, आपण नॉन वेजसाठी म्हणतो की तांबडा पांढरा रस्सा, तसं मला वाटतं त्याच्यावर मात करण्यासाठी, आपलं आहे भरलेलं वांगं. <chuckles>
हां, हां. अच्छा. हो, हो, हो, हो. <chuckles> खरं आहे, खरं आहे.
हां, म्हणजे अगदीच चमचमीत छान लागतं आणि त्याला काही दुसरा पर्यायच नाही आहे. ते तुम्ही रिप्लेस नाही करू शकत, कशातच. ते तुम्हाला ज्या दिवशी इच्छा होती की आता हे खायचं आहे, त्या दिवशी तेच. आता जसं मिसळ, मिसळवरचा कट, छान तो आलेला तवंग.
बरोबर आहे, बरोबर आहे. हो, हो. ओके. बरोबर.
त्याला दुसरं म्हणजे पर्यायच नाही आहे असं वाटतं मला.
पर्यायच नाही आहे आणि मला वाटतं ना आता मिसळवरून विषय निघालाच आहे. तर अं, काय-काय मिसळ आता जे बनवतात ना, तर ते पण मला वाटतं थोडंसं असं मटण मसाला वगैरे कुठेतरी त्याच्यामध्ये टाकतात आणि त्याच्यामुळं ते असं एक म्हणतात ना, की ती टेस्ट येते किंवा ते आजकाल असं अख्खा मसूर फेमस व्हायला लागल आहे बघा. तर ते म्हणतात की अख्ख्या मसुराच मटणसारखं टेस्ट लागतं. तर ते ते तुम्ही कुठं एक्सपिरियन्स केल आहे?
हो. हां, हां, हां, बरोबर. अख्खा मसूर. अ, असं म्हणतात, की तुम्ही जे म्हणालात ना, मिसळमध्ये कदाचित नाही, पण अख्खा मसूरमध्ये, मी कदाचित एकदा, एका अ, रेस्टॉरंटमध्ये गेले, तेव्हा असं मला वाटलं, की त्या रेस्टॉरंटमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही गोष्टी मिळत होत्या.
हां, हां. अच्छा. अच् बरं.
पण तेव्हा मला असं जाणवलं, की अरे, हे तर, म्हणजे ह्यांनी जो म्हटलं ना, जो बेस आपलं जे, अ, मसाला असतो, कांदा-वाटण, लसूण, खोबरं, मला असं वाटलं, की ह्यांनी तर म्हणजे जसं आपण मांसाहारी चिकनसाठी वगैरे रस्शासाठी जसं वापरतो, तसंच वापरलंय. तर कधी एकदा असा मला अनुभव आला होता, नक्की.
हां, हां. हां, हां. बरं, हां, हां. अच्छा. हां, हां. तर खूपच छान, म्हणजे अगदी तुम्ही सांगत होता, तेव्हा माझ्या तोंडाला थोडंसं <chuckles> पाणी देखील सुटत होतं आणि असं वाटत, चित्र येत होते डोळ्यासमोर. त्याच्यामुळं आता मला जास्त <chuckles> असं झालं की कधी मी जेवण करतो आणि कधीतरी असं <chuckles> एखादा पदार्थ खातो तर हे सगळेच कृती असं झालं आहे आणि सगळी लज्जत तुम्ही वाढवल्याबद्दल आणि खूप अशी चविष्ट चर्चा केल्याबद्दल, <chuckles> तुमचे खूप खूप आभार आणि खूप धन्यवाद.
<laughs> हो, हो, कश्यावरती छान! मस्त आडवा हात मारायचा, ताव मारायचा. तुमचे पण धन्यवाद.